हो, ना, हो.
तुझं इथं काम फिक्स कुठे आहे? आज तुला प्रोजेक्ट भेटला. तुला पैसे भेटणार आणि तुझ्यासारख्या खंडीवर लोकं आहेत, नाही का? अरे म्हटलं, तू प्रत्येक गोष्टी तसंच लुक्स काढत राहिली, तर कसं होणार? तुला वाटत नाही का, आपण काहीतरी वेगळं करावं.
हां. बरं, बरं. हं, हं, हं. अरे बापरे! म्हणजे सांगतच आ आईला सगळ्या गोष्टी समजावून, म्हणजे असं असेल, तर असं आणि तुम्हाला असं कधी वाटलंय का? की म्हणजे आजची जी पिढी आहे, अ, त्यांनी या नोकरीबाबतच्या निर्णयाबाबत थोडं अधिक स्पष्ट आणि स्वतंत्र व्हायला हवं. जेणेकरून अ, म्हणजे घरच्यांचा सल्ला तर आहेच, पण तरी देखील त्यांनी देखील स्वतःचं मत आहे, ते घरच्यांना समजावून सांगितलं पाहिजे. याबद्दल काय वाटतं?
हां, हां, मा हां, हां. अ, हां, बघा. घरच्यांना समजून सांगायलाच हवं, कारण की सपोर्ट शेवटी तेच आहेत आणि मला असं वाटतं, नाही सांगितलं ना एक दिवशी तुम्हाला घरातून लाथ मारून हाकलून देतील. <chuckles> ॲज अ मुलगा, कारण की एक सत्य परिस्थिती ही आहे, की तुम्ही जर काही कामाचे नसाल, नुसतं आयतं खाता, लहानपणाची गोष्ट वेगळी आहे आणि जेव्हा तुम्ही कमायच्या वयात आहात, नोकरी सोडली. त्यानंतर तुमचे आपले पण तुम्हाला अ, त्रास द्यायला चालू करतील किंवा तुम्हाला छळायला चालू करतील. "नुसतं आयतं खातोय, हे करतोय, ते करतोय." मी मित्राच्या घरी बघितलंय. की मित्राच्या घरी कधी गेलो ना, तिची आई नुसतं त्याला म्हणते, की "हा ढोंग्या नुसतं बसूनच खातो, काहीच करत नाही. आयतं जेवायला यायला, चांगलं वाटतं."
हं. हो. <laughs> हो. हं. हं. हो. हं. हां. हो. <chuckles> बघतोय. घरी असतात, त्यांना बोलत असतात घरात असं. मी पण हं. बरोबर. हां, बरोबर.
हां, हां, हां, आता त्याची चुकी नाहीये. त्याला नोकरीच भेटत नाही. कसल्या गोष्टीमध्ये आणि जिथं भेटती आहे, तिथं त्याला करायची नाहीये.
अच्छा. आणि जर ओके. आणि जर उद्या कोणाला नोकरी बदलायचं विषय मनात येत असेल किंवा ते ठरवत असतील आणि त्यांना घरच्यांशी बोलायचंय, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? किंवा काय सुरुवात कुठून करावी? काय वाटतंय याच्याब
मग त्या गोष्टी होतात. हां, हां. अ, बघा. 2-4 महिन्यापासून करावी आणि पैशाचा खर्च कमी करून टाकायचे. सगळ्यात मेन, मी मी तेच केलं. घरातले एक्सपेन्स जे होते, अ, महागडे, जसं की ऑनलाईन जास्त ऑर्डर्स करणं वगैरे, ते कमी करून डायरेक्ट बजेट्समध्ये अ, व्होलसेल मार्केट्समधनं आणणं. भाज्या व्होलसेल मार्केटमध्ये जाऊन थोडा आणणं. थोडा त्रास होतो, हां, एवढा लांब जावं लागतं गाडी घेऊन. कंटाळा येतो. पण ठीक आहे. त्याचे पैसे वाचतात. मग अशा गोष्टी करून तुम्ही पहिलेच तुमचं फायनान्स आणि खर्च एकदम कमी करा.
हं. अरे वा! छान, छान. हं. हं. खरंच, खूप छान अ, आहे हे. हं.
जेणेकरून ते कमी झालं हां, की त्यांनी तुम्हाला लोड येणार नाही एकदम आणि तुम्ही घरच्यांना सांगू शकता, की आता हे माझं सोडायचं आहे नोकरी 2-3 महिन्यामध्ये आणि आतापासून खर्च कमी करा आणि सेव्हिंग्ज जास्त वाढवा. आणि त्या सेव्हिंग्ज वाढवून, तुम्ही मग घरच्यांना विश्वासात घेऊन, ती नोकरी सोडू शकता. म्हणजे असं कमीत-कमी 4 एक महिने 3-4 महिने तुम्ही घर चालवू शकता, काहीच न करता.
हं. नक्कीच, नक्कीच. बरोबर. म्हणजे अ, जगायला पैसा, नोकरी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच.
असं. आणि